बरोबर आहे. म्हणजे त्या दोघांची ओळख म्हणजे फक्त अमुक व्यक्ती ही, अमुक व्यक्तीची बायको आहे किंवा अमुक व्यक्तीचा हा नवरा आहे, एवढीच ओळख नसून त्यांची वेगळी पण ओळख आहे आणि लग्ना अगोदरची पण त्यांचे एक आयुष्य होतं, त्याच्यामध्ये त्यांचे मित्र होते, मैत्रिणी होत्या, त्या गोष्टी असतात आणि वेळ दिल दिलाच पाहिजे, एक अ, आपण म्हणू शकतो हेल्दी जे नातं असतं एक अ, रिलेशनशिप त्या करता हे खूप गरजेचंच आहे.
हां, नसते. नक्कीच. नाही का. ते राहायलाच. हो, हो, हो.
बरं. तर अ, आणि आता आपण जसं की बोलत होतो, की हे जे अ, आत्ताचं आधुनिक जीवन आहे, जसं की आपण बोललो, की आपण अ, जॉब करतोय कुठं काहीतरी किंवा कुठे काहीतरी बिझनेस कर
हो.

नक्कीच.
तेवढंच तर करा.
बरोबर. प्रत्येक वेळेस काम असतानाच कुठं जाणं, कोणाला भेटणं गरजेचं नाहीये, तर एक सहज आपल्याकडे पण वेळ आहे, तर चला की हा आपला एक खूप चांगला मित्र आहे, खूप चांगली मैत्रीण आहे किंवा खूप चांगले ना नातेवाईक आहेत हे आपले, जरा आपण ह्यांच्याकडे जाऊन येऊ. अ, कदाचित आता ह्या साईडला आलोच आहे आपण, तर तिकडं आलोच आहे, तर अजून थोडासा वेळ काढून हे करून घेऊ. असं तुम्ही जे म्हणताय, तर हे गरजेचंच आहे. बरोबर.
गरजेचं नाही. नातेवाईक आहेत. भेटून घेऊ. हो. हो ना.
तर म्हणजे ह्या पद्धती जे आहे तुम्ही हे नातं सांभाळण्यासाठी वगैरे वापर
हो ना.
बरो तर अ, म्हणजे ह्या पद्धती जी आहे सध्याच्या काळात भेटणं अ, हे करणं हे किती जमतं म्हणजे किती अ, अ, फिजिबल म्हणजे आपण किती योग्य प्रकारे ह्या गोष्टी मॅनेज करू शकतो किंवा एक अ, सातत्य असतं तुमचं एखाद्या गोष्टीला भेटण्यामध्ये, काहीमध्ये यामध्ये असं काही आहे का तुमचं?